हां, म्हणजे तुम्ही तर तुमच्या क्लासमध्ये सगळ्यात पॉप्युलर स्टुडंट असणार ना, म्हणजे मुलगीला रोज गरम-गरम जेवण मिळतंय, तर आपण हिच्याशी मैत्री करूया असं होत असेल मला वाटतं.
हो, म्हणजे टिफिनच्या बाबतीत. <chuckles> <chuckles> हो आणि माझं मी जसं मी म्हटले ना मी फूडी, तर माझे कधी 1 डबा नसायचा. अ, कधी-कधी क्लासेसमध्ये पण स्कु म्हणजे लेक्चरमध्ये पण मला काहीतरी असं स्नॅक्स हे तोंडात असं टीचरचं लक्ष नसेल की नाही लगेच टिफिन उघडायचं आणि काहीतरी तोंडात टाकायचं. <chuckles> तर तशी काइंडची मी होते. अ, की काही ना काहीतरी फुटाणे किंवा शेंगदाणे असतात ना किंवा अ, बिस्किट्स असतात तर ते मी कॅरी करायचे किंवा अ, मला तर ती एक सवय पण होती, माझा, फ्रुटी हे पण कॅरी करायचे. कधी-कधी अ, जंक फूड, स्नॅक्स हे पण. तर माझ्या ना, खरं सांगते, माझ्या बॅगेत पुस्तकं कमी आणि टिफिनच जास्त असायची. <chuckles>
<chuckles> वाह! खूप जण करतात ते. हां. हं. हो. वाह! वाह! वाह! खूप छान! म्हणजे गंमतच झाली तुमची तर काय मजा आहे. आई गरम-गरम टिफिन आणून देते आणि स्नॅक्स भरलेले बॅगेत. वाह! खूपच पॉप्युलर असणार तुम्ही असं मला वाटतंय. मग मला एक सांगा हां.
हो. हो, म्हणजे माझा टिफिन मला खायला भेटायचा नाही.
असणारच ते साहजिकच आहे, इतका मस्त आईनं लाडावून ठेवलेलं आहे तर त्यासाठी तर सगळेच पाठी पडत असणार. आणि मग मला सांगा की तुम्हाला अ, तुम्हाला गरम-गरम लंच तर भेटायचाच, पण लंच बॉक्समध्ये तुमची आई जे काही द्यायची, त्यामुळे तुम्ही असं खास अनुभव केलाय का? की मी सगळ्यात पॉप्युलर आहे आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनी कधी तुम्हाला सांगितलं की "हो, हे आमच्या आवडीचं आहे तर तू हे आज-उद्या घेऊन ये, आईला सांग माझ्यासाठी करायला" किंवा त्याने तुम्हाला असं ट्रोल केलं का कधी? काही एखादं वस्तू तुमच्या आईने दिलं असेल. तर अशी काही घटना घडली का?
हं. <chuckles> हो. हं. हं. हं. हं.